तर थोडासा प्रेशर येतो मग वाटतं यार कॉलेजमध्येच म्हणजे थोडी मजा होती. <giggles> इतकं टेन्शन नव्हतं ना आता जॉबचं.
<chuckles> हं. हम्म. बरोबर. हं. मग कसं काय ते फेस केलं? म्हणजे होते ना आता जसं की नवीन जॉब म्हटल्यानंतर सीनियर असतात, मॅनेजर असतात. मग त्यांचं प्रेशर आणि आयटीमध्ये जरा जास्तच असतं, नाही का? कोडिंग, प्रोग्रामिंग आणि बरंच काही आह, तर मग कसं काय हँडल केलं?
हो. हां. हो. हां. असतं. माझे माझे अ, सीनियर्स भरपूर चांगले होते. ते भरपूर सपोर्टिव्ह होते. पण मला त्याच्यातही थोडंसं अपयश भेटला होता. कारण अ, आयटी कंपनीमध्ये असं असतं ना की सर्व्हिस कंपनीमध्ये जर तुम्ही गेलं तर अ, अ, तुम्हाला जर प्रोजेक्ट पाहिजे असेल, तुम्हाला तुमचा इंटरव्ह्यू क्लायंट घेतो
हं. हं. अच्छा. हं. बरोबर.
तर कंपनी जॉइन झाल्यानंतर पण तुम्हाला इंटरव्ह्यू क्लिअर लागा करायचे होते.
अरे वाह! म्हणजे परत एकदा तुमची परीक्षा होणारच होती म्हणता येईल.
हो, तर त्याच्यातही मला पुन्हा अपयश अ, भेटला होता. मला मी 5 इंटरव्ह्यू दिले, तरी पण माझं क्लिअर नव्हता झाला.
<chuckles> हं.
तर मला फार अ, वाईट वाटत होतं. दुःख होतं. असं म्हटलं की य एवढी खुशी झाली होती मी नवीन शहर गेलो. पण मला प्रोजेक्टच नाही भेटत आहे.
अच्छा. दुःख झालं असेल ना खूप? हं. हं. हं, हं.